बघा ना, असं म्हणतात की अपयश ही यशाची गुरुकिल्ली आहे किंवा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तर असं कधी झालंय का हो का तुम्हाला एखादं मोठं अपयश आलं? आणि त्या अपयशाने तुमचं पूर्ण जीवनच बदलून टाकलं? असं काही अनुभव आहे का तुम्हाला?
हो. एक खूप मोठा अनुभव आहे माझ्याकडे. काय झालं होतं ना, की मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करायचा आणि मला कंटेंट क्रिएशनसाठी एक कंपनी नी अ, सांगितलं की आम्ही तुम्हाला जॉब देणार आहे ॲज अ कंटेंट क्रिएटर.
नक्कीच, सांगा ना. हां, हां. हां, हां.
माझ्यासाठी तो निर्णय असा होता, की माझं पूर्ण जीवन बदलून गेलं असतं. कसं? की मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. तेवढाच टाईम, खूप टाईम द्यायचा, पैसा हे सर्व कमी होतं. पण तिथे टाईम खूप द्यायला पडायचं आणि खूप टेन्शन सारखं काम होतं आणि कंटेंट क्रिएशन म्हणजे काय? क्रिएटिव्हिटी.
बरोबर. हो, हो. अ, नक्कीच.
अ, तर म म मी तो घेतला निर्णय की मला आता तिथे जायचं. मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट केला आणि त्यास अ, मतलब लगभग 6 ते 7 महिन्यानंतर तो प्रोजेक्ट तर बंद झाला.
अरे! म्हणजे नेमकी तुम्ही क्रिएटिव्हिटी कसली करायची?
आणि त्यास मी रील बनवायचा त्यांच्यासाठी त्या प्रॉडक्टची.
अच्छा. हां, हां.
असं होतं त्यांचं, की बाईक सर्व्हिसवर प्रॉडक्ट होतं त्यांचं. तर त्याला मला त्या सर्व्हिसला आणि त्या प्रॉडक्टला पिच करायचं होतं. तर मी त्याच्यासाठी नवे-नवे आयडिया काढा काढायचा, त्याच्यावर काम करायचा, त्यांचा सोशल मीडिया सांभाळायचा. मी तिथं ॲज अ प्रॉडक्ट स्ट्रॅटेजिस्ट आणि कंटेंट क्रिएटर होता, की त्यांच्या प्रॉडक्टला कसं पुढे वाढवायचं त्याच्यासाठी मी काम करायचं.
हं, हं. अरे! हो. अरे वा! छान होतं ओ काम. मग त्या कामासाठी म्हणजे तुमच्या अपेक्षा तरी काय होत्या?
हो. माझ्या अपेक्षा त्या कामाशी एवढ्या होत्या, की मी इथे काम केलं ना तर टाईमाचा मला काही टेन्शन नाही.
बरोबर आहे.
पैसा आत्ता नाही आहे, पण नंतर मला खूप छान पैसा भेटेल. पण नेमकं तो प्रॉडक्ट अ, प्रोजेक्ट बंद झालं आणि तो क्षणी तो क्षण असा होता, की माझा मनस्ताप एवढा वाढला, की मी काय, मी चूक केली का इथे येऊन? माझ्याशी काही असं झालं, देवा तू काय करतोय माझ्यासोबत? हे सर्वात पहिले मनात हेच आलं, की काय करतोय तू माझ्यासोबत?
अरे! हो, हो. मी तेच तुम्हाला विचारणार <chuckles> होती आता. इतकं अचानक ती कंपनी बंद झाली तुम्ही म्हणतायत तर, त्या क्षणी तुमच्या मनात <chuckles> काय चाललं होतं नाही का?
पण मीच तो हो. अ, नाही कंपनी नाही, प्रोजेक्ट बंद झाला कंपनीतला. कंपनी म्हणाली की "ह्या प्रोजेक्टला लावायला आमच्याकडे पैसा नाही आहे."
हां, हां. हां, हां. अरे!
तर त्या क्षणी माझं डोकं एकदम सुन्न झालं. मला काही समजेना मी काय करू? मला हे काहीच नाही कळलं. तर मग मी एक खुर्चीवर असं धम्म करून बसलो. आणि मी बोललं, "आता मी काय करणार?" आणि तितक्या वेळात मा
मग या क्षणाला तुम्हाला असं काही वाटलं का तुमच्या भावना बदलल्या का? कशाप्रकारे ती प्रति प अ, प्रतिक्रिया आली तुमची. म्हणजे नेमकं तुम्हाला असा राग आला?
मी अ, मा मी सांगू नाही शकत ती मिश्रित भावना होती. कधी राग, कधी भय, कधी आपल्या आई-वडिलांची काळजी की आता त्यांच्यासाठी मी काही करू नाही पाहिलं तर, माझ्यासोबत काय? का की
हो का?
खरी गोष्ट काय आहे की मुलांचं आयुष्य त्यांच्या आई-वडीलवर आहे की मतलब आई-वडिलांना सांभाळायचं आहे. सर्व करायचं आहे. तर ती सगळ्यात पेठे म मतलब कुठे ना कुठे अ, ती मनस्थिती चाललीच असते आपली.
बरोबर आहे. बरोबर आहे ना, म्हणजे आई-वडील सगळे मोठे आहे ना ओ. त्यांना आपल्याला आप अ, आपल्यासाठी इतकं काय केलं आहे, लहानाचं मोठं त्यांनी केलं आहे, इतकं शिकवलं वगैरे, त्यांच्या अपेक्षा वगैरे राहतात आणि असं काही झालं तर अ, थोडा त्रास होतो ना. त्यांनाही होतो आणि आपल्यालाही होतं. मग काय केलं तुम्ही?
तर मला असं वाटतं हां. एकद बरोबर, बरोबर. आपल्यालाही होतो. मग मी शांततेने विचार केला की "आता तू काय-काय करू शकतो? या कंपनीतला प्रोजेक्ट तर बंद झाला आहे. आता तुला काय करायचं आहे?" तर त्या अ, मला असं वाटतं ना की जेव्हा असं काही होतं ना, तर 2 मिनिटं शांतीने बसा, डोळे बंद करा आणि देवाचं नामस्मरण करा.
हं. अरे वाह! खूप छान केलं. खरंच. हो, हो.
तुम्ही देवाचं नामस्मरण केलं ना, तर तुम्हाला असं शांतता मिळते आणि तुम्हाला असं समजमध्ये येतो की आता मला काय करायचं आहे. तर त्या क्षणी मी म अ, शांत बसला, देवाचं नामस्मरण केलं आणि अ, मी ना माझ्याकडे काउंटर ठेवतो. त्याच्याने असं आपण अ, एक रुद्राक्ष असतो, ते पण जपतो, नामजप करतो ना आपण. ते मी माझ्याकडे हमेशा असतो ते काउंटर. तर मी करत बसलो होतो. मग ते तेवढ्या वेळेत ना माझा प्यून आला की "तुम्हाला सर बोलावतात आहेत." म्हटलं आता झालं, आता हा मला काढणार, तर मग मी गेलो.
हां, हां. हो, हो. अरे बापरे! हां, हां.
त्या क्षणी मी गेलो, तर मला ते म्हणाले की "हा प्रोजेक्ट तर बंद आहे."
हो.
हे तुलाही समजलंय आणि मग आम आम्ही आहे. आमच्याकडे पैसा नाही ह्याच्यावर लावायला. तर मी बोलला "तर मला जायचंय का सर? तर मला तसं सांगा." बोलला, "नाही, आमच्या आम्हाला तुझ्यामध्ये पोटेन्शियल दिसतो. तू कामही करू शकतो. तर तू एक काम कर. आम्ही तुम्हाला एक टास्क देतो." म्हणलं "बोला." "मी 6 महिन्यामध्ये तुम्हाला एक नवा ब्रँड अ, मतलब शोधून दाखवं आणि त्याच्यावर काम कर आणि त्याच्यावर पैसा आम्ही लावू. पण तो ब्रँड आम्हाला ना असं सॅटिस्फाय करायला पाहिजे."
हां, हां.
मतलब तो जो प्रॉडक्ट आहे तो सॅटिस्फाय करायला पाहिजे.
अच्छा. म्हणजे तुम्हाला एक नवी अपॉर्च्युनिटी तुम्हाला देताय ते. वाह, वाह, वाह! मग?
तर मग मी बोललं हां. तर ती दिली अपॉर्च्युनिटी. तर मी म्हणालो की "अगर 6 महिन्यामध्ये हे सर्व नाही झालं. तर मग वापस ही स्थिती येणार आहे का? मला सांगा पहिले, का की माझा भविष्य ना अ, तुम्हाला असं वाटतं की खेळ असेल. पण माझ्या आई-वडिलांना मला सांभाळायचंय. माझं घर आहे. मला तर अ, पहायचंय ते. अगर तुम्ही असच करणार आहे तर मला असं वाटतं की आपण थांबायला पाहिजे." म्हणले "नाही, नाही तू घाबरू नको." मी म्हणलं "मी घाबरत नाहीये. मी प्रॅक्टिकल बोलतोय."
हां. बरोबर आहे. नाही. खरंच तुम्ही खूप छान प्रश्न विचारला तुम्हाला, बरोबर विचारलं. कारण बघा ना 6 महिने जर तुम ते लोकं तुमचं का म्हणजे तुमच्याकडून काम करून घेतील आणि नंतरही तुम्हाला तेच असं काही ऐकावं लागेल तर खरंच तेव्हा तर तुमचा मनस्ताप अजून जास्त होणार. त्याच्या अगोदर खरंच तुम्ही प्रश्न विचारला. मग?
हां. त्यात मी स हां. मग मी 6 महिन्यानंतर पण तिथेच उभा राहणार ना जिथे मी आज आहे. तर त्यांना तेच बोललो. ते बोलले "नाही तू घाबरू नको" म्हणलं "घाबरत नाही प्रॅक्टिकल विचारतो. मला सांगा तुम्ही, अगर हे नाही तर मग काय?" बोलले, "नाही, नाही आम्हाला विश्वास आहे तू करून दाखवतो." म्हणलं "मला माझ्यावर विश्वास आहे. जी ज्याच्या बरोबर मी काम करत होतो ना त्याच्यावरही मला विश्वास होता. पण तुम्ही तो प्रोजेक्ट बंद केला का की तुम्हाला पैशाचा काही त्रास नाही. तुम्हाला त्या तुमच्या पार्टनरचा त्रास आहे. आता तुम्हाला त्याला काढायचं आहे, तर तुम्हाला तो प्रोजेक्ट बंद करायचा आहे. ती तुमची चूक आहे माझी नाही."
बरोबर आहे, हो. हं. हो, हो, हो. असं झालं होतं का तेव्हा? हां, हां.
मग ते म्हणाले बोलले, "ठीक आहे ना," बोलले "ठीक आहे ना तसं झालं ना तुला माहिती आहे ना सर्व? तर आता तू 6 महिने घे आणि नवा प्रोजेक्ट." त्या क्षणी मला हे समजमध्ये आलं, की तुमचं अगर डोकं शांत असतं तर तुम्ही हातोहात छान डिसिजन घेऊ शकता.
खरंच, खरंच.
आणि तेव्हाच तुम्ही रागामध्ये असले, या मग तुमचं मनस्ताप एवढं वाढलं असेल तुम्ही बोलू नाही शकत. तर एक असा अ, असं न संदेश जातो, की तुम्ही लायकीचे नाही. बरोबर?
होच ब हो, खरंच बरोबर खूप छान बोलले, म्हणजे त्यावेळेस जर तुम्ही राग करून काही तुमच्या तोंडातून काही जरी अपशब्द निघाले असते तर अ, ही जी आता जे तुम्ही मला सांगितले ते काहीतरी दृष्टिकोन काहीतरी ते वेगळं राहिलं असतं, नाही का? पण तुम्ही समजूत तुमच्या मनाला समजूत पण काढली आणि शांत राहिले आणि शांतपणामध्येच तिथं जाऊन तुमच्या बॉसशी बोलले. खरंच, खरंच छान आहेत. अजून?
बरोबर. बोललो. मग त्याच्यानंतर ते म्हणाले की "तू प्रॉडक्ट अ, शोध कर." मी रिसर्च केली, अनॅलिसिस केला, मग मला प्रॉडक्ट भेटला, मी त्यांना दाखवलं. ते बोलले, "ठीक आहे. आता ह्याची ब्रँडिंग वगैरे सर्व तुला पाहायचंय." म्हणलं, "चालेल."
अच्छा, म्हणजे तुम्ही तो 2रा प्रोजेक्ट घेतला का त्यांच्याकडून?
हो घेतला. माझ्याकडे त्या क्षणी काही ऑप्शन नव्हता ना. मी असं नोकरी सोडून जाऊ नाही शकत. माझ्याकडे काही बॅकअप नाही. पा माझ्या पाठीमागे कोणी नाही. मला सर्व पाहायचं होतं. तर मी एकदम जॉबला असं नाही की सोडू, "हां, नाही, मला नाही करायची." असं नव्हतं करू शकत. मी बोललं "ठीक आहे तुम्ही मला अगर खात्री देताय की तुम्ही माझ्यासोबत उभे राहणार आहे. तर मी अवश्य तुम्हाला, तुम्हाला मी खात्री देतो मी पण ही जागा सोडून नाही जाणार." मग त्याच्यानंतर मला त्यांनी प्रोजेक्ट दिला, मी त्याच्यावर काम केलं. त्याच्यावर आम्हाला सक्सेस भेटली आणि मग तो आं प्रोजेक्ट खूप छान चालला. तर मला ती शांती होती, की आता आहे. पण मी त्याच्यानंतर हे शिकलो की सदा एक गोष्ट लक्षात ठेवायची.
हो. हं, हं. हं, हं. बरोबर आहे.
कोणतीही गोष्ट एकसारखी नाही राहात. तर तुम्हाला स्वतःला हमेशा, काश कशीही परिस्थिती झाली तर तुम्हाला तयार राहायचं.
कोणती गोष्ट? हो, नक्कीच. बरोबर आहे. म्हणजे कितीही मोठं अपयश आलं, तरी त्याच्यामधून तुम्ही खचून न जाता अ, नव्या जोशाने, नव्या जोमाने तुम्ही उभे राहा आणि प्रयत्न करत राहा, का अपयशाला
का की तो अपयश तुम्हाला शिकावू देतो काही.
बरोबर, काहीतरी शिकवण देऊन जातो आणि ते अपयश काही चुकीचं शिकवत नाही. जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून एक तुमचा नवा व्यक्तिमत्व आणि नवा माणूस घडतो ना ते अपयशात. खरंच खूप छान हो. मग असे जे तुम्हाला अनुभव आले, जी गोष्ट आता तुम्ही मला सांगितली तुमचे अनुभव, तो अनुभव तुमच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये किंवा त्या अ, निर्णय घेताना तुमचे नातेसंबंध वगैरे काही बदलले का?
बरोबर. बरोबर. मग ना मी थोडा प्रॅक्टिकल झालो.
हां.
मी जो इमोशनल अटॅचमेंट दाखवायचा कंपनी बरोबर मी तो प्रॅक्टिकल झालो. मी रात्र-रात्र दिवसभर काम करायचं मी ते बंद केले. का की मला हे समजत आलं, की आता अगर आपल्याला कधी उद्या ह्या लोकांनी म्हटलं की "नाही आमच्याकडे कामं नाही." तर आम्ही काय करायचं मग? तर मग त्या क्षणी आपल्यासाठी एक बॅकअप शोधणं तयार केलं, की मला एक असा साइड इन्कमचा प्लॅन करायला पाहिजे. ज्याच्यामध्ये फक्त मी बॉस असणार आणि मी जेव्हा ठरवेन, की मला हे बंद करायचं, तेव्हा मी बंद करू शकतो. पण मी कोणाच्या भरोशा नाही राहू शकत. का की काय असतं, जेव्हा तुम्ही कोणाच्या अ, वर अवलंबून असता ना, तेव्हा तुम्हाला नेमकं एक फटाक करून चाटा पडतोच पडतो.
हं, बरोबर आहे. <chuckles> हं. नक्कीच, नक्कीच.
आणि तो आणि तुमच्यामध्ये ती अ म्हणतात ना की तुम्हाला तेवढी अ, इमानदारी आणि ते स्वाभिमान व्हायला पाहिजे की तो चाटा पडला ना, तर आता तू आपलं काम कर. आता स्वतःसाठी असं काही निर्माण कर की अगर कोणी उद्या म्हणून दे की "नाही आता तुम्ही कंपनी नका येऊ." तर तुला 3 महिने काही टेन्शन नाही, की ठीक आहे चला 3 महिने नोकरी नाही केली ना, तर, माझ्याकडे साइड इन्कम इतकी येत आहे की मी सांभाळू शकतो त्या वस्तूंना. हे माझं मत आहे तसं. कारण की आपल्याला ना परिस्थिती कधी, कुठे, कशी येणार हे कोणाला नाही माहिती.
हं, हं. बरोबर आहे. खरंच ना. खरंच ना. ते कुठे काय येणार आहे?
मनुष्याचं फक्त हेच काम आहे की तयार रहा.
नक्कीच, खूप छान बोलले. मग फक्त माणसाने तयार राहायला पाहिजे. जे पण आले तुमच्या समोर त्याला बरोबर सामना त्याचा केला पाहिजे जे पण आलं, यश आलं अपयश आलं नाही का. खरंच तुम्ही खूप छान सावधगिरी पण दाखवली अशा बाबतीत, नाही का? मग असे काही छोटे सल्ले द्याल का तुम्ही? का जर हे अपयश आलं तर अ, लोक कसे आहे ना, खूपच खचून जातात. कोणी-कोणी म्हणतं आता जसं, तुम्ही खचले नाही. तुम्ही उभे राहिले, नाही का? आणि त्याचा तुम्ही सामना केला. तर असे दुसरे लोक असे करत नाही, कोणी-कोणी नाही का? अपयश आलं तर सांगतात का, "अरे जाऊ दे, आता माझ्याकडून होणारच नाही आहे. आता मी करणार नाही आहे." तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल, जेणेकरून तो सल्ला तुमचा त्यांना उपयोगात पडेल?
बरोबर. बरोबर. बरोबर. हो. हो. घाबरू नका.
हं, हं.
अगर ईश्वरनी 1 रास्ता बंद केला ना, तुमच्यासाठी 100 रास्ते खोलतो. तर कधी घाबरायचं नाही, का की कोण्या मनुष्यामध्ये एवढी ताकद नाही, की तो तुम्हाला हरवू शकतो.
बरोबर आहे. बरोबर आहे.
आणि जोपर्यंत तुमच्याबरोबर ईश्वर आहे तोपर्यंत तुमचं कोणी काही नाही करू शकत. अ, आणि काय आहे ना, स्वतःवरचा विश्वास कधी गमवायचा नाही. का की चूक जर मी तर म्हणतो अगर चूक तुमची झाली आणि कोणी तुमच्या नोकरीवरून तुम्हाला काढलं, तरी घाबरायचं नाही. त्या चूकमधनं शिकून घ्यायचं. आणि आता नेक्स्ट टाईम कुठे जाणार ती चूक नाही करायची. तुम्हाला माहीत असेल. आणि आपलं एकदाच मिळणार ना, जीवन तर जे करायचंय ते करा.
बरोबर आहे. हं. बरोबर आहे. बरोबर आहे. एकदाच करायचं आहे. आणि चूक बघा पुन्हा-पुन्हा होते, माणसा माणसाकडून नाही का? पण ती हो, हो. पण ती चूक पुन्हा-पुन्हा स्वतःच्या हाताने तुम्ही करू नका. नाही का.
बस. माणसाची जात आहे चूक करणं. माझं असं म्हणणं आहे की अगर तुम्ही एकदा चूक करता ना तर ती चूक आहे. तुम्ही दुसऱ्यांदा करतात ना, ती गुन्हा आहे आणि तिसऱ्यांदा करतात तर तो अपराध आहे. तर तुम्हाला हे तय करायचं आहे की तुम्हाला अपराध करायचा आहे की नाही करायचा आहे.
बरोबर आहे. बरोबर आहे खरंच.
खूप मोठे लोकं म्हणतात जो आज करोडपती आहे अरबपती. ते म्हणतात तुम्ही तुमच्या चुकीमधनं जे शिकला ना, ते खूप गरजेचं आहे आणि ज्या क्षणी ती वस्तू तुमच्या समोर आली, ती परिस्थिती तुमच्या समोर आली, तुम्ही तयार राहणार. म्हणून मी म्हणालो पहिल्यापासून तुम्ही हमेशा तैयार रहा. का की परिस्थिती कशी येणार आहे तुम्हाला नाही माहिती. बस अगर पुढे वाढायचं ईश्वरचं नाव घ्यायचं आणि पुढे वाढायचं. जे होईल ते पाहिलं जाईल.
हो. बरोबर आहे. <chuckles> हो. खरंच ,खरंच. डोळे बंद कारे करा आणि ईश्वरचं नाव घ्या, खरंच. <chuckles> खरंच तुम्ही खूप छान बोलले. आणि तुमची ही अपयश ती जी तुम्हाला एक संधी त्या तुमच्या बॉसने दिली, ती तुम्ही साकार पण केली आणि त्या संधीमधून तुम्ही स्वतः स्वतःला घडवलं पण. खरंच तुमची ही गोष्ट ऐकून आणि तुमची ही माहिती ऐकून खरंच मला खूप छान वाटलं. आणि नक्कीच तुमच्याशी पण मला पुन्हा बोलायला आवडेल. पुन्हा बोलू आपण नक्कीच. धन्यवाद.
बरोबर. <chuckles> हो. <chuckles> मला पण पुन्हा बोलायला आवडेल. धन्यवाद.